मी जे अनुभवलं ना एक तर मी तर कोणाची फसवणूक करणार नाहीये, सेकंड थिंग ना माझ्यावरती म्हणजे हा प्रसंग उडवला यदा कदाचित काय झालं, तर त्यावेळी मी खचून नाही जाणार. त्यावेळी मी फक्त तर एक प्रकारची आपली एक परीक्षा आहे ती परीक्षा आपण आपल्याला ह्या परीक्षेतून जावं लागणार. जसे आपण प्रत्येक अ, अ, एक्झाम कशी देतो प्रत्येक अ, अ, लाईफमध्ये अशा एक्झाम असतात. अं, शैक्षणिक पातळीवरती अ, एक्झाम असतात. नाहीतर क करियर करियरच्या पातळीवरती आपले एक्झाम असतात, त्याप्रमाणे ही सुद्धा आपल्या लाईफच्या एक्झाम असतात आणि ते आपल्याला क्रॉस करून अ, ते आपल्याला क्लिअर करणं म्हणजे त्या आपल्याला पास करणं त्यामध्ये पास किंवा नापास, हे होणं जरुरी आहे. पण नापास होण्याची गोष्ट आहे ना जर आपल्यामध्ये आध्यात्मिक आपली तयारी असेल, आपण प्रार्थनेमध्ये असू, आपल्याबरोबर आपले कुटुंब असेल, आपण सगळ्याशी एकरूप असू, आपण कधी कोणाचा वाईट विचार केला नाहीये, चांगला पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह केलं असेल ना, तर डेफिनिटली आपण ही अ, प परीक्षा आहे ती पास करू शकतो.
बरोबर. हं. बरोबर. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. बरोबर. नक्कीच, नक्कीच. पण मग जेव्हा ही घटना घडली तेव्हा तुम्ही म्हणजे अ, जेव्हा घरच्यांना सांगितलंत किंवा सांगायचं होतं तेव्हा तुम्हाला असं भीती वाटली, आश्चर्य का संकोच आणि मग तुम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा तुम्हाला म्हणजे घरा घरातल्यांनी कसा रिस्पॉन्स दिला या गोष्टीबद्दल?